<chuckles> अगदी, अगदी, अगदी. खूपच छान. आणि मग अ, म्हणजे आता हे तर आपल्या घरातलं आहे. पण कधी-कधी नाही का आपण जस्ट असं जात असतो कुठेतरी आणि मग अ, येता-येता आपल्याला शेजारच्या घरातून म्हणा किंवा असा वेगळा वास येतो किंवा कधी-कधी नाही का आता आमच्या इथे कसं एक बटाटा, एक चिप्सची फॅक्टरी असावी बहुतेक, असं बटाटा उकडल्याचा वास येतो. तर मग त्यानी पण नाही का थोडंसं आपल्याला हे होतं ना? तर तसं काही तुम्हाला जाणवलं कधी की दुसऱ्या घरातून किंवा अ, जवळपास एखाद्या वडापावच्या गाडीवरून म्हणा किंवा असं काही?
हो. अरे वाह! बाहेरून. आता वडापाव हा विषय मला खूप जिव्हाळ्याचा आहे कारण मला वडापाव हा प्रकार भयानक आवडतो. तर म्हणजे माझं पोट जरी भरलं असलं ना आणि मला ते बटाटे वडे तळण्याचा वास आला की म्हणजे मला लगेच ऍटलिस्ट एक तरी बटाटावडा खावा अशी इच्छा होते. तर बटाटावडा आणि समोसे. समोसे हा प्रकार मला दुसरा प्रकार आहे जो खूप आवडतो. तर मी जेव्हा कुठे जात जरी असलो ना आणि मला असा वास आला की मी थांबतो आणि तिथे लगेच खाल्लं नाही तरी पार्सल घेऊन घरी येतो. म्हणजे मीही खातो, घरचेही खातात आणि कधी-कधी नाही का पावसाळ्यात बघा ना असं कुठे पाणीपुरीचा वगैरे असं खूप छान त्या कोथिंबिरीचा वास सुटतो. तर लगेच म्हणजे नाही का एक तर पावसाळ्यात काहीतरी छान चमचमीत खायचीसुद्धा आपल्याला इच्छा होत असते.
हो, हो. हं. <laughs> हो ना. हो. अच्छा. <chuckles> हां, हां. बरं. <chuckles> आणि घरच्यांना ही खातात अगदी. हां, हां. <laughs> हाव असती. इच्छा होते. खरंय अगदी.

हो ना. आता घरात जेव्हा पाहुणे येत असतील ना तेव्हा म्हणजे आमच्या घरात तरी आणि सगळीकडेच मी एकंदरीत पाहिलंय, की असे जे खूप वासाचे प्रकार आहेत ना म्हणजे मिरचीच्या फोडण्या वगैरे ते आधीच करून घेतात. पाहुणे म्हणजे पाहुण्यांसमोर आपण असे हे सगळे प्रकार करत नाही, नाही का? आणि वास फक्त किचन मधला नाही पाहुणे जेव्हा घरात येत असतात. आपण जरा उदबत्त्या लावतो, थोडं धूप लावतो घरात, रूम फ्रेशनर वापरतो. हां. कारण त्यांनी कसं आहे ना घरात एकंदरीच एक प्रसन्न वास येतो. कारण आणि म्हणजे बसून नाही का माणसाला छान प्रसन्न वाटतं. त्याला बसून नाही का एक जेवायची तरी इच्छा होते. कारण जर आपल्या घरातच खूप घाणेरडा वास नाही का, आता कांदे जेव्हा आपण तळतो तर असा कांद्याचा, लसणाचा खूप वास येत असेल, तर मग आपल्याला एवढी नाही इच्छा होत ना वो खायची. तर असं आम्ही तेच करतो की पदार्थही असे करतो ज्यांना नाही का खूप असा आता खूप कांदा किंवा खूप लसूण असलेले पदार्थ आहेत त्याला एक वास असतो वेगळा.
हं. हां, हां. हं. <chuckles> हं, ते. होना, हो. अगदी, अगदी. हां, हां. हो, हो, हो. हो, हो. रूम फ्रेशनर पण वापरता. अगदी खरं, हं. हो, हो. अगदी. अग हो ना. हो ना. <chuckles> हो. हो ना. हो, हं. तर. हां, हां. हां, हां, हां.
तर असं आम्ही टाळतो. म्हणजे जेवण अ, चवदारही करतो आणि जेणेकरून ते आकर्षकही दिसलं पाहिजे, चव चांगली असली पाहिजे आणि आजूबाजूला पण जरा वातावरण प्रसन्न असलं पाहिजे. असा प्रयत्न आम्ही करतो.
हो ना, हो ना. अगदी, अगदी. हं, हं. हां, हां. अरे! हो, हो. अरे वाह! वाह! खूपचं छान, खूपचं छान. खरंच खूप छान. अ, एक मला नाही का? सरते शेवटी असं विचारायचं होतं की काही, काही भाज्या किंवा असे पदार्थ असतात ना की ज्यांचं सुरुवातीला तर खूप अ, म्हणजे नाही का विचित्र किंवा घाण वास येतो. जसं की मुळा. मुळा किस्ताना खूपच वास म्हणजे नाही का असं डें खूप डेंजर म्हणू शकतो असं येतं. पण त्याची भाजी खूप छान लागते. तर असं काही पदार्थ आहेत का तुम्हाला माहिती की किंवा कधी खाण्यात आले का? की ते सुरुवातीला वास तर खूप घाण आला, पण नंतर तर खूप छान लागलं असं काही?
हो. हो, हो, हो. नक्की. नक्कीच. तर एक भाजी आपल्याकडे आहे तुम्ही पण खाल्ली असेल, शेपूची भाजी म्हणतात त्याला. आता शेपूच्या भाजीला इतका असा कडवट काहीतरी वेगळाच वास येतो, काय वास सांगायचा तो? मला अजूनही सांगता येणार नाही, पण ती शेपूची भाजी शिजते तेव्हा ना म्हणजे एक असा खूप विचित्र वास येतो घरात आणि आपल्याला रागही येतो नाही का? आईशी आपण जाऊन भांडतो की "कशाला केलाय शेपू वगैरे?" त्या वासामुळेच लोकं खात नाहीत हो. पण शेपूची भाजी खरं इतकी सुंदर चव आहे त्याला. म्हणजे ती थोडं म्हणजे तो आणि तो शिजतानाच वास जातो हां. म्हणजे तो वास जो असतो तो शिजतानाच जातो म्हणून तो इतका येतो. तर मुळा तर मी खात नाही. मुळा मी आजही खात नाही पण मला तुम्हाला शेपूच्या भाजीचं उदाहरण द्यायला आवडेल की नाही का? ते करतांना वेगळं, पण जेवताना त्याची चव खूप छान येते हो.
हं, हं. हो, हो, हो. अगदी, अगदी. <chuckles> पण <chuckles> हो ना, हो ना. अगदी, अगदी. <laughs> <laughs> हो ना, हो ना. हो ना. हो, हो. जात. हं, हं. <laughs> हो, अगदी.

हां, तर हे बरोबर आहे कारण वास 2 प्रकारचे असतात. चांगला आणि वाईट असे 2 प्रकारचे वास तर असतातच. तर कधी-कधी दूध नाही का जळतं ओ, म्हणजे आपण विसरून जातो नाही का, गॅसवर दूध आहे. तर घरात वास तर घाणेरडा एक येतोच आणि खूप काळा धूर वगैरे सुद्धा किचनमध्ये घरात आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे नाही का, काही लोकांना सवय असते फोडणीत ती लोकं अख्खी मिरची घालतात.
हो ना. हो. हो ना, हो ना.
तर अख्खी मिरची सुकलेली असो किंवा हिरवी मिरची जर आपण गरम तेलामध्ये घातली. तर अगदी म्हणजे नाही का कोणीतरी भुताटकी नाहीतर चेटूक केल्यासारखं नाही का, ते भूत पळवण्यासाठी जेव्हा मिरची जाळतात, तसा प्रकार होतो. घरात सगळ्यांना ठसका लागतो, शिंका चालू होतात. मग आई पटकन किचनच दार उघडते, खिडक्या उघडते, तरी तो वास जात नाही. बाहेरच्याही लोकांना शिंका यायला लागतात, तर असं होतं कधी-कधी.
<laughs> अगदी, अगदी. हो ना ठसका उठतो. <laughs> <laughs> हां, हां. हो. हो ना. अगदी, अगदी. <laughs> हो ना, हो ना. अगदी, अगदी, अगदी आणि मग अ, म्हणजे आता हे तर तुम्ही आईच्या तर भरपूर आठवणी सांगितल्या, पण मग तुम्ही कधी असं काही ट्राय केलं का आणि तुम्हाला कधी अशी कोणी कॉम्प्लिमेंट दिली का अरे वाह! छान केले आहे बरं का. वास तर खूप छान येतोय. असं काही घडलंय?
<smacks lips> हो, तर स्वयंपाक तर आजकाल आपण सगळेच करतो नाही का. आता शहरात राहायची सवय झाली म्हणजे कुठे ना कुठेतरी सगळ्यांनाच स्वयंपाक घरी म्हणजे बायको ही नोकरी करते कारण तर घरी आपल्यालाही स्वयंपाक करायला लागतो. पण आता आई जशी स्वयंपाक करायचं, तसं तर जमत नाही. तर म्हणून शहरात आम्ही काय करतो की बरेच रेडीमेड मसाले वगैरे असतात. ते अगदी साध्या कांद्या, टमाट्याच्या म्हणजे नाही का ह्याच्यात तो मसाला घातला म्हणजे घरात असा एक लगेच सुगंध सुटतो. तर आता आम्ही असं करतो, की आता म्हणजे नाही का आपण जरी मॅगी जरी केलं मॅगीला एक खूप छान वास असतो. तर आजकाल रेडीमेडच बऱ्याच गोष्टी मिळतात हो, त्याच्यामुळे आपण जेव्हा घरात स्वयंपाक करतो, बिर्याणी जेव्हा करतो, पुलाव करतो लगेच पूर्ण एरियात वास सुटतो त्याचा.
आहे. हं, हं, बरोबर. हो, हो. <laughs> हो ना, अगदी ते तर खरंय. हो, हो. हं. <laughs> हो, हो, हो. हां. हो अगदी, आहे, आहे. हो, हो. हां. हो हो, बरोबर.